कसं असतं ना, की आपल्याला आपली तब्येत खराब असली, तर आपलं मनही खराब होऊन जातं कधी-कधी. त्यामुळे तुम्हाला कसं वाटतं, की जेव्हा जखम किंवा आजारी पडतो आपण, तर तुम्ही स्वतःला कसं सांभाळून घेतात? आणि म्हणतात स्वतःला कसं मोटिव्हेट या मग असं इमोशनली स्ट्राँग बनवता तुम्ही?
काय माहिती आहे का? मी तुम्हाला माझाच अनुभव सांगते, की अ, झाले ह्याला, मला वाटतं. खूप वर्ष झाली, 10 वर्षापेक्षा जास्त झालं असणार. तेव्हा ना, माझा खूप मोठा बाईक एक्सिडेंट झाला होता. मी माझा योगा क्लासनंतर घरी जात होते. आणि त्यावेळेस कोणीतरी, म्हणजे रॅश ड्रायव्हिंग करत होतं कोण गाडी घेऊन आणि त्याने माझ्या बाईकला अ, उडवलं, म्हणजे टक्कर मारून पुढे निघून गेला. आणि थांबला पण नाही, हे बघायला, की काय झालं. म्हणजे कोणाला जर आपण आपली गाडी लागली जरी, तर आपण थांबून बघतो ना, की काय झालं काही दुखापत झालं का? तो माणूस नाही तो निघाला, गेला निघून. आणि मी तिथे बेशुद्ध पडले होते रोडवर.
अरे बापरे! हां. अरे बापरे! अरेरे! थांबतो. अगदी. अरे बापरे!
आता माझं नशीब चांगलं, की तिथे जिथे माझा ॲक्सिडेंट झाला तिथे एक रेस्टॉरंट होतं आणि एक फॅमिली तेव्हाच जेवून बाहेर निघाले होते. तर त्यांनी पटकन मला खेचून बाजूला घेतलं. नाहीतर माझ्या अंगावरनं दुसऱ्या गाड्या गेल्या असत्या. येतायेत. कारण ट्रॅफिकवाला रोड होता ना मेन रोड होता.
हां, हां. हां. अगदी, अगदी. हो, हो, हो.
मग त्यांनी माझ्या अ, बॅगेतनं माझा मोबाईल काढून ना, अ, लास्ट डायल कॉलवरती कॉल केला आणि तो लास्ट डायल कॉल तेव्हा माझ्या मिस्टरांचा होता. म्हणजे तेव्हा आमचं लग्न नाही झालं होतं, पण ते दुसऱ्या शहरात होते तेव्हा. तर त्यांना कॉल करून त्यांनी वि असं विचारलं, की "तुम्ही या मुलीला ओळखतात का, जिचा हा नंबर आहे." तर ते म्हणाले हो, काय झालं मग ते म्हणाले, "हिचा ॲक्सिडेंट झालाय आणि ही बेशुद्ध आहे इथे, खूप तिला लागलंय."
हां. अच्छा. हां. हां, हां, हां.
तर अ, ते म्हणाले, अरे बाबा मग त्यांनी माझ्या मम्मीला फोन वगैरे करून, मग नंतर हॉस्पिटलला नेलं. आणि मग मला घरी आणलं. तर ते इतका मोठा ॲक्सिडेंट होता, की मी रात्रीपर्यंत बेशुद्धच होते. आणि खूप मला डोक्याला लागलं होतं. खूप इंजरीज झाले होते.
हां. अरे बापरे! बापरे!
मग नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठले ना, तर तेव्हा आई-बाबा मला आरसा बघायला देत नव्हते.
हां.
मग मी विचारलं, की का तुम्ही असं करतात ते मला बघायचंय ना, की मला किती लागलंय, मला मिरर दे. तर अ, ते म्हणाले, की, "नाही आम्ही नाही देणार कारण तुझ्या चेहऱ्याला भरपूर लागलंय" आणि ते ऐकून ना मला इतका धक्का बसला, की माझा चेहरा बिघडलाय का, की इतकं लागलंय, की हे मला मिरर बघायला पण देत नाही का एवढं काय?
हां. अगदी. अगदी. हां. हां.
तर मग तेव्हा ते म्हणाले, की, "नाही आता नको बघू तू 1-2 दिवसानंतर बघ." मग ना <sneezes> सॉरी. तर मग मी तेव्हा त्यांना सांगितलं, की ओके ठीक आहे जसं तुम्ही करताय सांगतात ते तसं मी ऐकते, पण मला काय झालंय नेमकं? आणि मला अजिबात आठवण नव्हतं, की माझा ॲक्सिडेंट झालाय आणि सारखं-सारखं 2-2 मिनिटांनी मी त्यांना विचारत होते, की काय झालंय मला, मला असं का ठेवलंय तुम्ही, काय झालंय मला तर अ, माझे कुटुंबीय पण घाबरले, की हिच्या डोक्यावर परिणाम झालाय का हिला मेमरी लॉस होतोय का?
अच्छा. हां. अगदी. हां. हां, अगदी. अगदी बरोबर.
तर असं झालं होतं तेव्हा.
हं, मतलब तुम्हाला एवढं लागलं होतं. बापरे! मला तर ऐकून अक्षरशः असं वाटलं, की किती लागलं असेल आणि तुम्ही कसं सांभाळला असेल स्वतःला? तर मला सांगा, तुम्ही ज ज जेव्हा त्या परिस्थितीमध्ये तुम्ही आला आणि तुम्ही घरी झाला, शिफ्ट झाला, तेव्हा तुमची जो रोजमर्राची जो मतलब जो दैनंदिन होतं ते बदललं का? मतलब छोटे बदल केले जसं, की झोप झोप मोड झाली. आणि मग तुमच्या तोंडाला लागलं होतं, तर मग जेवणामध्ये काही हालचाल? मग औषध वगैरे कसं काय झालं तुमचं?
हं, हं. आता मी घरी होते. कारण आई-बाबांना माहिती होतं, की मला हॉस्पिटल्स अजिबात नाही आवडत आहे. तर त्यांनी अ, म्हणजे सुरुवातीचा 24 तास तर मी हॉस्पिटलमध्येच होते. आणि त्यानंतर मग मला घरी शिफ्ट केलं आणि मी 24 तास मला अजिबात अ, म्हणजे मी बेशुद्धच होते.
हां. हां. अच्छा. अगदी.
आणि मला नाही माहिती होतं. मग जेव्हा मला घरी आणलं ना, तेव्हा मला अ, कळलं की "ओके ठीक आहे मी घरी आहे." पण मला हे नाही समजत होतं, की मला काय झालंय नेमकं. कारण ते तेवढं म्हणजे आपण म्हणतो ना, शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालं होतं.
हां.
आता मी जे जिवंत होते, ते फक्त ह्यासाठी, कारण मी हेल्मेट घातलं होतं. जर का माझ्या डोक्यावर हेल्मेट नसता, तर माझा जीव नाही वाचला असता. तर मी तिथेच गेली असते.
हां. अगदी. सेफ्टी म्हणून हेल्मेटची सेफ्टी खूप गरजेची असते.
हो ना. आणि काय आहे ना, की त्याच्यानंतर मग सुरू झालं. मी विचारलं की आई-बाबांना, की "काय झालंय? काय झालंय?" मग डॉक्टर आले कारण अ, त्यांनी लगेच डॉक्टरांना फोन करून सांगितलं, की "ही 2-2 मिनिटांनी विचारते. हिला आठवण का नाही राहत आहे? काय झालंय? हॉस्पिटलला आणायचं का परत?" तर मग डॉक्टर आले. ओळखीचेच डॉक्टर होते आमचे. म्हणून मग घरी होते. मग ते आले आणि त्यांनी चेक केलं. आणि ते म्हणाले, की "हिला ना सिव्हिअर ट्रॉमा झालाय. आणि मी हिला झोपेचं इंजेक्शन देतो. आणि 2-3 दिवस हिला फक्त आराम करू द्या. ती जे म्हणतेय ना, ते तिला हो म्हणा त्यासाठी आणि तिला अजिबात स्ट्रेस नाही द्यायचा."
हां. हां. हां. बरोबर.
तर झोप तर काय, मला इतकं अ, भरपूर मार लागला होता ना. तर अ, तर त्यासाठी डॉक्टर्स मला हेवी पेन किलर्सचं इंजेक्शन देत होते. आणि झोपेसाठी पण इंजेक्शन होते. तर सुरुवातीचे जे 4-5 दिवस होते, ते मला अजिबात जास्त काही अ, म्हणजे असं जाणवलं नाही की दुखतंय, की काय? कारण ते पेन किलर्सने ते <chuckles> त्यांनी कमी केलं ते हो.
हां. अगदी. तर त्रास तर होणार. हां. हां. तुम्ही ड्रग्सच्या नशामध्ये होते, खरंच. मतलब त्याचा अ, त्याचा असर होता ना तुमच्यावर. तुम्हाला एवढं जाणीव नसेल झाली. अ, मला एक गोष्ट सांगाल का? की जेव्हा तुम्हाला लागलं आणि 3 4 दिवस झालेली होती, तर तुम्हाला कधी असं मतलब असं असतं ना, की आई-वडिलांना खूप काळजी असते. तर आपण त्या काळजीला कसं समजून घ्यायचं? तुम्हाला जर सिव्हिअर ट्रॉमा झाला होता, पण त्याच्यानंतर थोडंसं बरं वाटलं असेल, तुम्हाला त्या आई-बाबांना तुमची काळजी असेल. मग लोक घरी येत असतील भेटायला, त्यांच्याबरोबर संवाद झाला असेल त्यांचा तुम्ह तुम्ही तर नंतर भेटला असतील, पण त्यांचा संवाद झाला असेल, तर तुम्ही कसं त्यांना सांगितलं, की मी ठीक आहे किंवा मला बरं वाटतंय. कारण की आपल्याहून जास्त टेन्शन आपल्या आई-बाबांना असते, की आपल्या मुलांना काही नाही झालं पाहिजे, तर त्यांची परिस्थिती आपल्याहून जास्त अवघड होते, कारण की ते वयाप्रमाणे आता तसं होते परिस्थिती. तर तुम्ही कसं सांभाळून घेतलं ते?
हो, ना. हं. हं. हो. हो, ना. आता काय आहे ना, की आमचे बाबा आहेत, थोडे अ, टफ आहेत ते. तर त्यांना अ, ते जेव्हा माझ्याकडे असायचे ना, ते म्हणायचे की "काय नाही ठीक आहे छोटासा एक्सिडेंट झालाय इट्स ओके तू रिकव्हर होणार." तर ते असे मला मजबूत अ, ठेवायचे की ते पॉझिटिव्ह वस्तूच सांगायचे, की "काही नाही जसं आपण सायकलने पडतो, तसं तू बाईकने पडली आहे. इट्स ओके काही नाही होशील तू बरी थोडंसं मार मुका मार लागलाय पण त्यात काय? ते तर सगळ्यांनाच लागतं ना." असं बोलायचे. पण मी आईचा चेहरा बघायची आणि मला ना माझ्या रूममधून आमचं किचन दिसतं, थोडंसं दूर आहे, पण ते असं अशा अँगलमध्ये आहे ना, की मला दिसतं आणि आई पण म्हणायची "हां, हां, ठीक आहे. हां बेटा, बरं होईल." पण ती जेव्हा किचनमध्ये असायची ना, तेव्हा एकदा दोनदा मी तिला रडताना बघितलं. जेव्हा ती माझ्या रूममधनं बाहेर गेली मग तेव्हा मला जाणवलं, की काहीतरी सिरियस आहे आणि मला जरा जास्तीच लागलंय, असं वाटतंय. मग 3 4 दिवसानंतर परत, जेव्हा थोडंसं औषधांचा इफेक्ट कमी व्हायला लागला आणि मला पेन फील झालं.
हां. हां. हां, हां, हां. अगदी. हां. हां. हां. हां. हां.
मग तेव्हा मी मम्मीला विचारलं, की तू अ, का रडत होती? काय झालाय मला? काहीतरी सीरियस आहे का? ते माझ्याबद्दल? तर ती म्हणाली, "नाही, नाही काही नाही. मला तुझं असं दुखणं बघवत नाहीये. तू इतक्या, असं बेडरेस्टवर आहे." आणि मी उठू नाही शकायची तेव्हा.
हां. अच्छा.
बेड रेस्टवरच होते. मग मम्मी म्हणाली, "माझ्याने बघवत नाहीये, तुझी ही कंडिशन आणि तू आता पुन्हा बाईक चालवायची नाही. तुझी बाईक आता गेली समज."
<laughs>
तर मी म्हंटलं, ओके ठीक आहे. मग तेव्हा मी विचारलं, की तू मला आरसा देते का? मला बघायचंय. तर ती म्हणाली, "तुझ्याने नाही बघवणार. माझ्यानेच नाही बघायला होत आहे, तर तू कसं काय बघणार?" मी म्हंटलं, नाही दे ना. तर मग माझ्या बाबांनी मग इशारा करून सांगितलं, की आण मिरर घेऊन ये एखादा छोटा.
हो. हां. अगदी खरं.
तर माझी मम्मी मिरर घेऊन आली. आणि मी ते बघून ना, भरपूर मोठा धक्का लागला मला. कारण ना, माझा अर्धा चेहरा, मग 3 पटीने जास्त सुजला होता.
अरे! हो. अरे बापरे!
हं. आणि ते मला फीलचं नाही होत होतं. कारण मी ते औषधं एवढी स्ट्राँग होती ना, इतके स्ट्राँग पेन किलर्स होते, की तो नम होतं. म्हणजे असं काही त्याला अ, फिलिंगच नव्हती. हाल्फ अर्ध्या चेहऱ्याला. तर, <clears throat> मी विचारलं, हे बरोबर होणार का? डॉक्टरांनी काय सांगितलयं? तर मग बाबा म्हणाले, "काही नाही गं तू एवढं टेन्शन नको घेऊ. काहीही वस्तू परमनेंट नसते. तुला माहिती आहे ना, चेंज इज़ द ओन्ली थिंग दॅट इस कॉन्स्टंट." ही गोष्ट बाबांनी सांगितली.
हां. बापरे! वाह! वाह! खूप छान म्हणाले ते.
आणि हे ऐकल्यावर ना, खरोखरच माझ्यामध्ये हिंमत आली त्यांचं ऐकून.
हां. मस्त. आबां बाबांचा आधार तर मुलांना मोठं करतं ना. आणि आई कशी घाबरून जाते. पण अगर बाप बाप मनुष्य खंबीर असला ना, तर मग तुम्ही काहीही परिस्थिती असली, तर ते सांभाळून घेतात. मतलब खूप छान बाबांनी खूप छान सांभाळलं. तर मला सांगा, की जेव्हा तुम्हाला ही परिस्थिती चालली होती, तेव्हा तुम्हाला कसं वाटायचं? की मला डॉक्टरच्या गोळ्यांवर जगायला पडतोय. यामग तुम्हाला धीरे-धीरे, तुम्ही अजून घराचे काही उपाय केले? मतलब असं असतं ना, की कोणीतरी आईला सल्ला दिली असेल, की ते सूज कमी करण्यासाठी डॉक्टर दवा औषध देतात, पण तू तेल लाव वगैरे. तर तुम्ही काय करून घेतलं त्याच्यासाठी?
हं. हो ना. म्हणजे अ, माझ्या आजी अ, एक तेल बनवायची. घरगुतीच उपाय होता तिचा. पण त्याच्यात ती काय-काय वस्तू टाकायची. कॅस्टर ऑईल, आणि आणखीन राईचं तेल, आणि कसलातरी औषधी पाला, आणि जडी-बुटी जे असतात ना, ते तर ते टाकून एक पेन किलर तेल ती बनवायची. आणि आईला पण ते येतं तर आई ते माझ्या हातापायाला लावायची. जिथे-जिथे म्हणजे सूज होती ना, हात पाय सुजले होते मुका मार लागले, तर ते ती लावायची. आणि ती त्याला म्हणायची, आजीचं मॅजिक ऑइल.
अ <chuckles> वाह!
<chuckles> आजीचं मॅजिक ऑइलने रोज ती मला अलगद अस ते लावून मालिश वगैरे करायची. माझ्या हातापायाला जिथे-जिथे मला अ, लागलं होतं आणि बाबा मला मानसिकरीत्या खंबीर ठेवायचे, की आई तर किचनमध्ये जाऊन रडायची असं बघून, की इतकं लागलंय तिला पण बाबा येऊन म्हणायचे मस्त की "अरे चल ना आपण टीव्ही बघूया, मस्त एक कॉमेडी शो बघूया आणि काय टेन्शन आहे होईल बरं 10-12 दिवसात त्यात काय एवढं?"
हां. आणखीन काय?
असं. तर बाबांच्या ह्या बोलण्यामुळे ना मी अ, मानसिकरीत्या जे ढासळले असते, ते नाही झालं. आणि त्याने मला मेंटली स्ट्राँग ठेवलं आणि आई मला शारीरिकरीत्या स्ट्राँग ठेवायची, की माझ्यासाठी चांगलं-चांगलं पौष्टिक जेवण द्यायची, सूप्स बनवून आणायची. कारण मी चावू नाही शकायची माझा चेहरा अख्खा सुजला होता ना तर ती म्हणायची, की तू सूप पी आणि ती वेगवेगळ्या भाज्यांचं सूप, मग नंतर मग शेवग्याच्या शेंगा असतात ते बोन्स आणि जॉइंट रिपेअर करायला खूप अ, उपयोगी असतात. तर ती ते शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवायची. मोरिंगाच्या पाल्याचं सूप बनवून द्यायची. असे वेगवेगळं रोज काय ना काय करायची आणि मग त्याने मला अ, शारीरिकरीत्या मी मला ताकत यायची आणि मग मी बाबांसोबत गप्पा गोष्टी करत, टीव्हीवर एखादा कॉमेडी फिल्म बघ, किंवा कॉमेडी ते कपिल कॉमेडी शो <chuckles> यायचा ते बघायची.
वाह. हां. हां. हां. हो, हो, हो. वाह, वाह, वाह, वाह! हां, हां, हां.
आणि आई मला रात्रीच्या सांगायची, की "आपण दोघं ना, 10 मिनिटं बसून फक्त ध्यान करूया, देवाचं नामस्मरण करूया. म्हणजे आपल्याला ना, लवकर तुला बरं वाटेल." मग मी आईसोबत ते करायची.
हां. मस्त. छान. खूप छान. नामस्मरणमध्ये तर खूप.
तर अशा प्रकारे दोघांनी मला अ, थोडं-थोडं प्रत स्वतःच्या अ, जे काही त्यांचा अनुभव होता त्याप्रमाणे त्यांनी मला बरं करण्यात खूप मदत केली.
नाही, नाही. नामस्मरणमध्ये तर खूप अ, शक्ती असते. ती तुम्हाला खूप मोठा आधार अ, देतो तो. तर मला फक्त एवढं सांगा, अगर कोणाच्या सोबत असं घडायला नाही पाहिजे, तुमच्या स सोबतही झालं त्याच्यासाठी मला खूप दुःख आहे. पण कोणासोबत अशी अ, परिस्थिती आली तर मग तुम्हाला एक एखादी सल्ला द्यायची असेल तर तुम्ही काय देणार त्यांना?
मी तर म्हणेन, की जसं माझ्या बाबांनी मला मेंटली स्ट्राँग ठेवलं ना, की दिस टू शाल पास. हे ते म्हणायचे, की "ही वेळ पण निघून जाईल आणि तू एक-एक पाऊल पुढे टाकत जा बस. जास्त विचार नाही करायचा, ठीक होईल. तू इथे आमच्याकडे आहे ना, तू जिवंत आहे, तुझे हात-पाय सुखरूप आहे. आणि थोडाफार जे मुका मार लागलाय, ते हळू-हळू बरं होईल. आम्ही दोघं आहोत इथे, तुझी काळजी करायला."
हां. निघून जाईल. हं. ते बस. <shushes> अगदी खरं.
तर आपल्या कुटुंबाचा साथ घ्या. तुमच्या मैत्रिणीसोबत, मित्रांसोबत तुम्ही बोला, थोडा स्ट्रेस कमी करा. जर कोणीच नसेल, तर एखादा कॉमेडी शो बघून घ्या. म्हणजे त्याने काय होतं, तुमचं स्ट्रेस कमी होतं. चांगला पौष्टिक आहार घ्या आणि तुमच्या कुटुंबाबरोबर ना, बोलत रहा सतत म्हणजे त्याने तुमचं मेंटल स्ट्रेन्थ, फिजिकल स्ट्रेन्थ सगळं चांगलं होईल आणि रिकव्हरी खूप लवकर होते मग.
वाह! वाह! मस्त. खूप छान सांगितलं तुम्ही, की जखम किंवा आजारातून तुम्ही स्वतःला कसे काढू शकतात आणि कसं सांभाळू शकतात. तुमच्या कुटुंबाला तुम अ, तुम्ही कुटुंबाला आधार बनवू शकतात, मित्र-मैत्रिणींशी बोलू शकतात, कॉमेडी वगैरेचा शो बघून आपलं ध्यान पूर्ण त्याच्यातून बाहेर काढू शकतात, देवाचं नामस्मरण घेऊ शकतात. खूप छान बोललात तुम्ही आणि खूप छान वाटलं तुमचे अनुभव ऐकून आणि मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार. आपीण आपण नक्की परत भेटूया.
हो ना. हो ना. खरंच. तुमचंही खूप धन्यवाद.
धन्यवाद.